मग जर बुधवार, गुरुवार व्यायाम केला नाही ना, तर शुक्रवारी स्वतःला शिक्षा करायची. नाही जायचं आणि केला असेल तर जायचं. मग कसं होतं, मग आपोआप होतं. <chuckles> 2 दिवस तरी होतं.
<chuckles> बरोबर, बरोबर, मी यावरच एक प्रश्न विचारणार होतो तुम्हाला, की आता तुम्ही एवढंच सांगताये बरोबर ना? तर हा तुमचा अनुभव आहे म्हणूनच तुम्ही सांगताये. तर अ, असाच तुम्हाला ज्यावेळेस अनुभव झाला होता, तर त्यावेळेस तुम्ही अशी कोणती स्ट्रॅटेजी वापरली होती, की अ, तुम्हाला कंटाळा आला, तरी पण तुम्ही त्या कामावर टिकून राहिले म्हणून?
हे बघा, 2 गोष्टी वापरायच्या